हं.
आपण त्यांना काय म्हणू शकतो म्हणजे कशाप्रकारे त्यांना ते पटवून देऊ शकतो? काही सांगू शकता याच्याबद्दल, हं?
हो. हो. अ, खरं तर ना माझ्यासोबत माझं करिअर मला म्हणजे नाही का? मी सांगितलं एक आणि नंतर मला करायचं एक होतं आणि मग हे 2 गोष्टी समजावून सांगताना मला खूपच म्हणजे स्ट्रगल करावं लागलं <chuckles> घरच्यांसोबत बोलण्यात तर अ, एक माझ्यासोबत एक किस्सा झाला होता की मी 7वी मध्ये होते आणि तेव्हा मी अ, ए. पी. जे अब्दुल कलामांचं अग्निपंख हे पुस्तक वाचलं. आणि त्याच्यामध्ये असं होतं की ते पहिलं म्हणजे त्यांनी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग केली होती. म्हणजे ते इंजिनिअर होते. मग तेव्हापासून ना माझ्या डोक्यामध्ये एकदम फिट झालेलं की काहीही झालं ना तरी मला एरोनॉटिक्समध्ये इंजिनिअरिंग करायची. मग काय झालं? याच्यावरती माझ्या मम्मी-पप्पांनी ना तेव्हापासून मला खूप सीरियस घेतलं की आता हिला एरोनॉटिक्समध्येच टाकायचं. हिला त्याच्यामध्येच इंजिनिअरिंग कर करून द्यायची असं. मग आपल्या मम्मी-पप्पांचं कसं असतं ना? ते सगळ्यांना सांगून देतात. सगळ्या रिलेटिव्हजमध्ये अ, सांगून देतात की आमच्या मुलीला काय बनायचं आहे? काय बनायचं आहे? मग अ, अ, 11वी पर्यंत <chuckles>
<chuckles> हो, हो. हं, हं. अच्छा. हो, हो. अगदी. <laughs> अरे वाह! खूपच सुंदर. <chuckles> हं, हं. हो, हो. <chuckles> अरे वाह! म्हणजे त्यांना पण आनंद होतो ना त्याच्यामध्ये. <chuckles> उफ.
हां. तेच ना मग 11वी पर्यंत ठीक होतं, की ठीक आहे, आता इंजिनिअर बनायचं, इंजिनिअर बनायचं आहे आणि ते पण एअरोनॉटिकलमध्ये मग अ, मी 12वी त गेले आणि मला समजलं की एरोनॉटिक्समध्ये आपल्या भारतात तर काही स्कोप नाही आहे.
हं, हं. अगदी. हो, हो. हो, हो.

हां, तर अ, काय आहे ना 1st इयरमध्ये मला थोडं अ, ई-एन-टी-सी हार्ड गेलं. म्हणजे पहिलं तर आमचा स्टार्टिंगला ना कोरोनाचा पिरियड असल्यामुळे एक दोन 1 दीड महिना आमचं ऑनलाईन लेक्चर झालं. कारण म्हणजे कोरोना संपत आलेला तेव्हा आणि नंतर न मग आम्हाला कॉलेजमध्ये बोलावलं गेलं. मग त्याच्यानंतर ना मला नवीन सिटीमध्ये मी पहिल्यांदाच गेले. मग मला असं थोडं <tsk> घाबरल्यासारखं की मग सगळ्यांमध्ये लवकर मी मिक्स नाही व्हायचे. मग माझा मला कॉलेजला पण नाही कधी-कधी जावंस वाटायचं. मग मी घरी यायचे. मग ना माझ्या मार्क्स 1st इयरमध्ये मार्क्स कमी पडले. माझा सी.जी.पी.ए कमी आला. हां, मग आणि 2nd इयरमध्ये पण असंच झालं ना, की सगळे म्हणजे 1st इयरमध्ये तरी थोडे बेसिक सब्जेक्ट होते. पण 2nd इयरमध्ये गेल्यानंतर पूर्ण कोरिलेटेड सब्जेक्ट्स आले. मग ते मला थोडं समजायला अ, अ, जसं की अ‍ॅनलाईज करायला थोडा टाईम लागला आणि जेव्हा जोपर्यंत मला समजलं ना तोपर्यंत एक्झाम आल्या. मग मला तेव्हाही मार्क्स कमी पडले. <chuckles> मग मी 2nd सेमिस्टर 2nd इयरच्या 2nd सेमिस्टरमध्ये क्लासेस लावले, जे मला समजत नाही ते. मग मी ठरवलं, की आता चांगले मार्क्स पाडायचे. मग मला 2nd सेमिस्टरमध्ये चांगले मार्क्स आले 2nd इयरच्या आणि मग 3rd इयरमध्ये गेल्यानंतर मला रिअलाईज झालं, की प्लेसमेंटसाठी आपला सी.जी.पी.ए किती इम्पोर्टंट आहे. मग मी सेकंड थर्ड इयरला गेल्यानंतर पहिल्या सेमिस्टरपासून इतका अभ्यास केला ना की माझा प पहिल्या 2 वर्षाचा सी.जी.पी.ए आणि तिसऱ्या आणि चौथ्या वर्षाचा सी.जी.पी.ए एवढा छान झाला. म्हणजे माझ्या ज्या ग्रुपमधल्या मुली होत्या ना, त्या माझ्याशी म्हणजे लिटरली त्यांनी माझ्याशी बोलणं बंद केलं की का तर ही जास्त अभ्यास करतीये, हिला आपल्यापेक्षा जास्त मार्क्स पडतायेत असं. म्हणजे मग आपल्याला एक हां, हो, हो. कारण तुम्हाला पण माहीत असेल
हं. अच्छा. हं, हं. हो, हो. हं, हं. हं, हं. हं, हं. अरे! हो, हो. हो, हो. हो, हो. हं, हं. हो, हो. अभ्यास. <chuckles> म्हणजे असं पण व्हायचं का तिथं नेमकं? म्हणजे कोणीतरी आपलं हेट करायचं कारण की फक्त अभ्यास करता अभ्यास तुम्ही जास्त करता म्हणून? <laughs> अच्छा.
हो, हो, इंजिनिअरिंग लाईफमध्ये असंच राहतं ना, की अ, फायनल इयरमध्ये गेला ना, की पूर्ण ग्रुप तुटतो कारण कोणीतरी चांगलं काहीतरी डेव्हलप करत असतं, सेल्फ डेव्हलपमेंट होत असते त्यांची आणि मग मग काही नाही, मग झालं 3rd इयरमध्ये मला अ‍ॅप्रन्ट अ, इंटर्न इंटर्नशिप भेटली. 2nd सेमिस्टरमध्ये आम्हाला कंपल्सरी होती. मग मी इंटर्नशिप केली सीझ अ, सॉरी अं, नाही. अं, एक सेमिस्टरसाठी आम्हाला इंटर्नशिप असते 3rd इयरला कंपल्सरी. मग मी ती इंटर्नशिप केली एका कंपनीमध्ये सॉफ्टवेअरमध्ये केली मी आणि फायनल इयरमध्ये पण मग माझ्या 2 ठिकाणी प्लेसमेंट झाल्या. खूप चांगल्या पॅकेजच्या झाल्या. हां.
हं, हं. हो, हो. <chuckles> अरे वाह! अच्छा, अच्छा. किती किती वर्षाची? अच्छा, अच्छा. अरे वाह! मस्त, मस्त. एकदम भारी. <chuckles> म्हणजे तुम्ही हं, हं. बोला ना?
आणि मग आता मी अ हं, मग आता मी मास्टर्स करत-करत जॉब पण करतीये. म्हणजे मला मास्टर्स करायची खूप इच्छा होती. माझ्या मम्मी-पप्पाची पण खूप इच्छा होती की हायर एज्युकेशन घेतलं पाहिजे. मग मी मास्टर्स करत-करत हं, जॉब पण करते.
हं, हं, हं. हो, हो.